पहिला बदल तर तुम्हाला मी सांगेन, की तो फोन होता ना, तो म्हणजे झोपताना हॉलमध्ये ठेवून द्यायची मी, <chuckles> बघायचीच नाही. हां, खूपच. आणि इतकं कठीण होतं ना ते मला म्हणजे काय करू असं व्हायचं मला. तर अ, म्हणजे मी काय करायची माहितीये लिटरली तुम्हाला मी सांगते, की जो आपला कारवा असतो ना म्युझिक अ, जे रेडिओ त्याच्यावर मी गाणी ऐकत-ऐकत झोपायला लागली. <chuckles> म्हणजे ते काहीच नको. हां, कारण का म्हणजे काही करू करू ते मला कळायचंच नाही एकदम आणि बाकीचं ते मोबाईलच इतकं अ‍ॅडिक्शन झालेलं आणि मग म्हंटलं गाणी ऐ मोबाईलवर मला गाणी ऐकायचीच नव्हती, मग तो कोणाचा पण फोन असो, मला YouTube पण बघायचं नव्हतं, काहीच बघायचं नव्हतं, जेणेकरून वाटतं नाही की इच्छा होईल आपल्या मनामध्ये.
बापरे! खूपच मोठा बदल आहे हा. हं. हं, हं. रेडिओ. हो. हो, का बरं? ओह! हां, हां. म्हणजे ती पोकळी भरून काढायला तुम्ही ते कारवा लावायचा?
लावलाय, लावायची आणि ते लांब ठेवून द्यायची एकदम म्हणतात ना, अ, स्लो म्युझिकवर आणि मग मला वाटलं मला झोप येते किंवा मी झोपलेली असेल, तर मग ते आई वगैरे ते बंद करून जायची आणि मग फोन डायरेक्ट सकाळी म्हणतात ना सगळं जोपर्यंत माझं आवरत नाही योगा वगैरे सगळं, हळू-हळू म्हणजे वाटायचं बघावसं, पण मी खूप कंट्रोल केलं आणि मग ते जेव्हा मी ट्रॅव्हलचा टाईम असायचा ट्रेनमध्ये तेव्हा मी तो फोन बघायची म्हणतात ना, एक आठवडाभर त्याची सवय केली आणि त्याने मला म्हणतात ना हळू-हळू, हळू-हळू 1 महिनाभरात मला जरा असं चांगलं वाटायला लागलं आणि मग म्हणतात ना जरा हो, हो कारण खूप
हां. हां. बरं. म्हणजे एक कालावधी 1 महिना लागला तुम्हाला. पण सुरुवातीला त्रास झाला असेल ना नक्कीच?
भरपूर, भरपूर त्रास झाला. म्हणजे वाटायचं अरे, बघू म्हणजे असं वाटायचं की अरे, बघू का मोबाईल, थोडंसं बघते ना, काय होतंय, 1 मिनिटानी काय होणार नाही आणि 1 दिवशी मी असं करत होती. 2 ते 3 दिवस तर मग 1 मिनिटाचे माझे तुम्हाला सांगते 10, 15, 20 मिनिटं व्हायची. आणि अ, मग ते खूप मला वाटायचं की नाही इतकं पण मला कळतंय, तरी पण म्हणतात ना, कळत असतं, पण ते वळत नाही, तर ते मला असं वाटायचं तेव्हा मला ते असं जाणवायचं आणि म्हटलं ते एकंदरीत कुठेतरी चुकीचं आहे, असं म्हणजे मला वाटायला लागलं आणि मग ते ब्लॅक सर्कल्स होते, ते मी तुम्हाला म्हणाली. आणि त्याच्यामुळे आता मला वाटलं नाही. आता हा फोन बंद पण करायचाय आणि नको आणि झोपच व्हायची नाही आणि त्यामुळे पूर्ण थकलेली आहे आणि चेहऱ्यावर असं म्हणतात ना की असं म्हणतात की जे आपला टवटवीतपणा असतो, तो कुठेतरी गायब झाला. अ, तेज हां, तेज असं कमी झाल्यासारखं वाटलं आणि म्हटलं की सगळे मला म्हणायचे ऑफिसमध्ये अरे, तू अशी का दिसतेस, झोपत का नाही आहेस का? तर मग असं तर त्याच्यामुळे मग असतं ना मुलींना अरे, असं डायरेक्ट दुसरे बोलायला लागले म्हणजे, की मग म्हटलं, "नाही, आता तर बदलायलाच हवंय," असं एकंदरीत मला वाटलं.
काय-काय त्रास झाला बरं? हं. हं. <chuckles> हं. हो, अगदी. तेज अगदी कमी झाल्यासारखं. किती वाईट ना. हं. हो, खरंच. अ, पण मग ही जी सवय खूप छान 2 गोष्टी सांगितल्यात तुम्ही. एकतर रात्री ती पोकळी भरून काढण्यासाठी तुम्ही मोबाईलच्याऐवजी ते कारवा लावायचा आणि सकाळी सगळं आवरून होईपर्यंत मोबाईलला अजिबात हात नाही लावायचा, पण त्या दोन्ही सवयी सातत्याने करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले बरं?
हं. हो. हो. हं, हं.